अ, जसं उदाहरण की अ, पूर्वी काय व्हायचं की अ, कंदील जे होते, ते घरी बनवायचो.
हं. हां. हां, बरोबर.
म्हणजे अ, कसं होतं की अ, शाळेत पहिले आम्हाला सांगितलं जायचं मला आठवतं की अ, अशा पताका बनवायच्या, अ, कंदील बनवायचे, ते आणायचे सगळं घेऊन यायचं, सगळं करायचं आणि आठवतं मला की त्यावेळेसनं जेव्हा मी ते घरी घेऊन यायची, तोच कंदील घरी लावला जायचा. असं आमचं भाऊ-बहिणींचं होतं आणि अ, आई-बाबांचं पण तसंच होतं, की ते तसंच हे करायचे, की वाह! असं छान हे वाटायचं. तर मला असं वाटलं, म्हणजे मला आठवण आली त्या गोष्टींची. कारण सगळं ते डिजिटल चाललेलं होतं. तर अ, मी असं मी असं फक्त विचार मांडला पण मग घरातले बोलले, "ते कसं करणार? मग तू कुठून आणणार? इतका वेळ कोणाला आहे?" म्हणजे लगेच सुरु झालं. म्हटलं असं काही नाहीये, सुट्टी आहे 2 दिवस ऑफिसला, सगळेच फ्री आहेत तर थोडंसं करूया म्हणजे काहीही हरकत नाहीये आणि कसं असतं की घरातल्या लहान मुलांवरही त्याचा परिणाम होतो असं मला वाटतं. हां. तर मग अ, अ, चा म्हणे, "ठीक आहे, बरं चालेल करूया," असं. तर केलं म्हणजे अ, आणला तो तसा सामान असं पहिल्यासारखच आता तसं काही मिळत नाही म्हणजे मला थोडा अनुभव आला त्याच्यातून हं, ह्या गोष्टी आता मिळत नाही कारण कोणी वापरत नाही. पण तरी पण खूप प्रयत्न केला. घरातल्या काही मोठ्यांना, पण लहानांना थोडसं कामाला लावलं की कारण कसं असतं येतात ना सगळे म्हणजे जेव्हा सगळे असं मुलं येतात मग त्यांना सांगितलं की हे असं असतं. तर सुरुवातीला त्यांना नाहीच आवडलं कारण मोबाईल हातात लागतो त्यांना, म्हणजे त्यांनाही तसच लागतो ना टाईमपास तर मी म्हटलं, मग तशी अ, सगळं आणून मीच केलं ते असं सगळं की आणलं आणि मग त्यांना असं सांगितलं केला सगळ्यांनी म्हणजे तो प्रयत्न ह्या वेळेस.
हं, हं. हां. बरोबर. हां. हां. हां. अरे वाह! हां. <chuckles> बरोबर. हं, हं. हं, हं. बरोबर. हां, हां. हो ना. हं. हं. चांगला परिणाम होतो. हो. हां. हो. हो ना? <chuckles> हं. हं. हो ना. <laughs> हो. बरोबर. हो. हां. हो ना, हो ना, बरोबर. अरे वाह! आणि अं, कसा झाला तुमचा तो कंदील छान झाला का? आणि तोच लावलात का तुम्ही?
हो, हो नक्कीच. अ, असं मी म्हणणार नाही की एकदम परफेक्ट लावला आणि मी त्यांच्यावर असं अ, मी म्हटलं ना, स्वतःला त्या जागेवरच आठवलं मी असं ठेवलं नाही की असच झालं पाहिजे, तसच झालं पाहिजे. फक्त एवढंच सांगितलं त्यांनी म्हटलं ना की "का तू असं करायला लावते? किती आपण मार्केटमध्ये किती छान असतात, आणूया." म्हटलं, "या वेळेस तुम्हाला आनंद होईल, की तुम्ही बनवलेलं आहे आणि अ, लावतोय." आणि मग थोडसं मुद्दाम काय केलं, की त्यांना छान वाटण्यासाठी त्याचे फोटो काढले, स्टेटसला टाकले, सगळ्यांचे फोटो काढले, की तुम्ही बनवताना त्यांचा एक रील बनवला, की कसं केलं तर त्यांना खूप आनंद झाला. कारण की त्यांच्याही मित्र-मैत्रिणींनी ते बघितलं ना म्हणजे त्याचंही आलं तर त्यांनाही ते असं छान वाटलं.
<chuckles> हां. बरोबर. हं. हां, हां. आणि तो आपण लावतो आहे. हां. हां. हां. हां. है ना? हां, बरोबर. <chuckles> मस्त, मस्त.